अरे वाह! तुम्ही काही गोष्टींचं मग रिसायकलिंग बिन करत असाल ना, घरच्या घरी काहीतरी क्रिएटिव्ह करणं अच्छा, कपड्याचं करता. बाकीच्या पण काही गोष्टी असतात, की अ, जसं की बघा खूप छान-छान आपल्या इकडे ना, लग्नाच्या पत्रिका छापल्या जातात ना. अ, त्यामध्ये काय होते, की त्या लग्नाच्या पत्रिका कोणाकोणाला इंटरेस्ट असते. अ, तर मग ते आपण जमा करून ठेवतो. ते इतका होऊन जातात, की मग काहीतरी त्याचं क्रिएटिव्ह करणं किंवा मग घर घरामध्ये काही हां, काही दागिने हां, हां, ते करता का? अच्छा-अच्छा. अरे वाह!
हो. हो, हो. कपड्यांचं करतो. हो. हो. हो, हो, नक्कीच. डीआयवाय तर आम्ही करतच असतो. मला फार आवड आहे. हो, तर मग ते अ, फोटो फ्रेम्स वगैरे करतांना या अ, पत्रिका वगैरे यूज होऊन जातात. त्यानंतर मग अ, म्हणता येईल की जुने जर बॉटल्स वगैरे असले ना, तर त्या त्याच्यापासून मी ते अ, लाईट लॅम्प वगैरे तसं ब बनवते. हां, जर काचेच्या बॉटल्स असतील तर. मग त्यानंतर अ, आपले बघा अ, समजा एखाद्या वेळी पाण्याचे जग वगैरे आता जे आपण डायनिंगवर ठेवतो. जर तो तुटला काही हँडल वगैरे त्याचं हे झालं, मग ते वापरात येत नाही ना, मग त्याला आम्ही एक अ, म्हणता येईल की ओला कचरा साठवण्यासाठी किचनमध्ये ठेवतो, की जे लिक्विड हां, त्याच्यातनं मग हां, मग ते फेकायलाही सोपं होतं आणि काय म्हणतात, सांडतही नाही. हो, हो आणि ते वापरायलाही येतंय. म्हणजे असं छोटे-छोटे करत असतो बदल आणि राहिला प्रश्न तर मग कपड्यांचा, आम्ही कपड्यांपासून अ, पायपुसणी वगैरे असं बनवून घेतो. सतरंजी असते आपली ती बनवता येते. जुन्या कपड्यांपासून. हो. <laughs>
हां, हां, हां, हां. अरे वाह! हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. बरं. हां, हां, हां. हां, हां, हां. अच्छा. अरे वाह! हां, लिक्विड त्यामध्ये टाकून. बरोबर. म्हणजे रिसायकल पण होतं त्याचं. हां, हां, हां, हां. सगळ्या गोष्टीची. हां. हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां, हां. खूप छान. छान सांगताय तुम्ही तर. बरं आता काय होते ना, हे सगळं आपण रोज मॅनेज करतो. पण अशी दिवाळी किंवा राखी पौर्णिमा वगैरे लग्न होते, कधी-कधी घरं त्यावेळेस क्लटर अ, मॅनेज करणं तर खूप जास्त अवघड होत असेल ना, की त्यावेळेस इतके जास्त निर्णय घ्यावे लागतात आपल्याला कोणतं चांगलं आहे, कोणतं ठेवायचं, कोणतं फेकायचं. ते कसं मॅनेज करता मग?
हो. अर्रे! हो. हो, अगदी.

अ, मी कसं करते म्हणजे असं होतं भरपूर वेळा, की "या वस्तूपेक्षा आठवण मोठी आहे यार!" असं मनात येतं आणि आठवण मी जपेन म्हणजे वस्तू नाही पण मी काय करते त्या आठवणीसाठी ना त्या वस्तूचा मी फोटो काढून ठेवते.
हं, हं. हां, हां, हां, हां, हां, हां, बरोबर. अच्छा. हां, हां, हां. अच्छा फोटो.
<inhales> म्हणजे वस्तू नाही ठेवत. आता समजा आजीची जुनी साडी असेल किंवा उम्म, माझ्या लहानपणीचं एखादी खेळणं असेल तर मग अ, ठीक आहे बाबा आता ते खेळणंही खूप जुनं झालंय, की ते तुटणारच आहे. आता प्लास्टिक वगैरेचं असेल तर तो चुराच होतो, त्यापेक्षा त्याचा फोटो जरी पूर्ण येणार आहे ना माझ्याजवळ. मग फोटो ठेवते मी ती एक. म्हणजे आठवणही हलकी आहे आणि घर जागा वाचून मुक्त राहणार आहे. <laughs>
<inhales> हां, हां, हां, हां, हां. हं, हं, हं. हां, हां, हां. हां, हां, बरोबर. हं. म मुक्त राहते. म्हणजे तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीतून बघा ना, किती छान ही टिप्स आहे ना, की म्हणजे अ, आठवण जर का ठेवायची आहे पण वस्तू गेलीच चालते तर मग तुमचा फोटो वगैरे काढून ठेवता, ही मला पण तुमच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. खरंच मी पण काही गोष्टी अशा सांभाळून ठेवलेल्या आहेत आठवणीमुळं. पण ही खूप छान सांगितली तुम्ही फोटो काढून ठेवायचा आणि वस्तू गेली तर नंतर चालते आणि खूप काही तुम्ही छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या बघा, की त्यामुळे नाही का पूर्ण घर व्यवस्थित रित्या छान ठेवता येईल आणि स व्यवस्थित ठेवता येईल पूर्णतः क्लटरमुक्त घर तुम्ही हे ठेवू शकता. खूप-खूप-खूप धन्यवाद. <chuckles>
हो. <laughs> अगदी. हो. हो आणि हो. हो. अगदी <chuckles> आणि बाकी हो, धन्यवाद. बाकी मोठा सामान तर मग OLX आहेच आपलं. <laughs>
हां, ते तर आहेच, बरोबर आहे कुछ भी बेच दो, बरोबर. <chuckles> मला पण छान वाटलं बोलून.
<inhales> अगदी. खूप छान वाटलं मलाही तुमच्याशी बोलून. <chuckles> नक्कीच पुन्हा भेटू पुन्हा बोलू. धन्यवाद.
नक्कीच, नक्कीच. धन्यवाद.